आजी आणि नातवाचं जे नातं असतं ना खरंच खूप छान नातं असतं म्हणजे त्या नात्याला कसली तोड नाही म्हटलं तरी चालेल. तर आणि त्यातल्या त्यात आजीच्या हातचं जेवण म्हटलं तर सगळ्यांच्याच आवडीचं असतं, नाही का. तर तुमच्या आजीची अशी कुठली आठवण आहे की कुठला असा स्वयंपाकातला पदार्थ आहे जो अजूनही तुम्हाला आठवतो?
अ, नक्कीच अ, माझ्या आजीचा हाताला फार चव होती आणि ती ज्या पद्धतीनं करायची त्या पद्धतीने मला खरंच आवडायचं आणि माझा काय आहे ना एक ल लहानपणापासून माझा एक अ, प्रॉब्लेम असा होता, की मला आहे ना
अरे वाह! हं. हां.
वांगी कधीच आवडायची नाही खायला आणि मला नकळत काय होतं ना की ते
अच्छा, हां.
बहुतेक वेळा काय झालं, की मला घरातील कुठलीही व्यक्ती म्हणा, काय म्हणा असंच काही घरात जेवताना त्या व्यक्तीने असं सांगितलं. मला आठवत नाही नेमकं पण मी नेमकं तोच शब्द धरून बसला, की ही वांगी आहे ना, हे एकमेव असा पदार्थ आहे म्हणे की याच्यामध्ये काही विटामिन्स नाहीये म्हणे, पण तरी लोकं खातात म्हणे. तर म्हणजे मला ते जोडीस जोड भेटली आणि मला वांगी आवडायचीच नाही. पण माझ्या आजीच्या हातचं जे वांग नाहीच खायचो मी कधीच नाही खायचो. पण आता आवडीने खातो कारण की माझ्या आजीने वांग्याचं भरीत जेव्हा मला पहिल्या वेळेस खाऊ घातलं आणि मग ते वांग्याचं भरीत, ते पिठलं मग ते प्रेमातच पडलो मी त्या जेवणाच्या आणि नेहमी मी जेव्हा गावी जायचो तर आवर्जून माझी आजी ते बनवायची आणि ते बनवण्याच्या सुरुवातीपासून ते जेवणापर्यंत मी तिथेच बसून असायचो, ते सगळी गोष्टी पाहायचो. ते अजूनही आठवतात मला.
हं, हां. हां अरे बापरे! हं. अच्छा मग तुम्ही म वांगेच नाही खायचात? अच्छा. हं. अरे बापरे! वाह, वाह, वाहहा! हं. हं अरे वाह! हं. म्हणजे काय-काय जसं की आता वांगी भरीत म्हंटल्यानंतर कसं चूल चूल आलं किंवा त्या म्हणजे चुलीतला जो विस्तव राहतो त्यामध्ये वांग भाजणी आलं तर कसं-कसं तुम्ही बघायचे किंवा आजीकडून काय शिकलात का मग?
अ, नक्कीच मला एक गोष्ट सांगाविशी अ अ वाटेल, की हा जो, सगळा स्वयंपाक जो व्हायचा ना, तो चुलीवर अ, चुलीवर व्हायचा गावामध्ये.
हं. बरोबर.
शक्यतो आणि त्याच्यानंतरची काय आहे ना, की जी तयारी आहे, ती चूल पण आहे ना, ती चूल पण अशी, एवढी पारंपरिक चूल होती, थोडी मोठी चूल होती ती आणि एका याच्यात जे आहे, तुम्हाला ते लाकडं किंवा मग गवऱ्या, त्या चुलीवर टाकायच्या आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा एक जागा होती अशी, साईडला, की त्याच्यावर छोटं आपण म्हणतो, असं जा आता सध्याच्या कंडिशनला कसं आहे, आपल्या घरामध्ये गॅस आहे, ते एक मोठा स्टोव असतो आणि एक छोटा स्टोव्ह असतो. तसा तिथे, एक साइडला छोटा स्टोव्ह काढलेला असतो आणि ह्या आगीची, फ्लेम थोडीशी त्या बाजूला फिरते. हां आणि तिथंही काही ठेवलं छोटंसं पातेलं, त्याच्यावर चहा करणं किंवा मग भाजी गरम करणं, तर अशातला प्रकार व्हायचा. ती चूल, मला अजूनही आठवते.
हां. बरोबर, हं. तिथून दिसतं, हां. हं, हं. मोठा, नक्कीच, नक्की. कमी असते, हां. नक्कीच. तर म्हणजे मी सुद्धा, म्हणजे माझंही लहानपण गावामध्ये गेलं आहे ना, त्यामुळे माझ्याही आकर्षणाचा विषय होती. जेव्हा आपण अ, गॅस वगैरे बघतो ना आपल्या घरी, की त्याच्यामधली पण एक शेगडी मोठी आणि छोटी असते, तर नक्कीच. मग पुढे काय व्हायचं, मग तुमच्या आजीच्या आठवणींमध्ये.
सुरुवात अशी व्हायची, की जसं सांगितलं आता म्म् जसं आता वांग्याचं भरीत करायचं आहे, ती प्रोसेस करायची, तर मग आजीने सगळ्यात अगोदर सांगितलं, "बाबांना सांग की वांगी तोडून आणा", म्हणून की काय होतं ना की गावात गावाच्या जवळ आहे ना, बरेच काही शेत शेती असतात आणि गावामध्ये ते प्रचलन असतं, की ज्याच्याकडे कुणाकडे वांगी टाकली, कुणी काय टाकली, तुम्ही सहजरीत्या त्यांना जाऊन ते मागू शकतात आणि मग तसंच आमच्या आमचं शेत तर फार लांब होतं पण ते जवळचे शेत होतं ना, ओळखीचे शेजारी-पाजारी. मग बाबा माझे त्यांच्याकडे जायचे कुणाकडे वांगे चांगली आहेत म्हणून आणि शक्यतो काय गावाला खेटून नदी होती, तर ते नदीकाठचे वांगे फार चांगले लागतात, तसं पाहायला गेलं तर.
हां, हं. हां. अच्छा. बरोबर. हं. नक्कीच, बरोबर. हं. हं. बरोबर. हं. वाह अहा! हो, नक्कीच.
हां, हे एक वैशिष्ट्य आहे, नदीत काठची जी वांगे असतात ना, ती खायला फार चविष्ट असतात. तर मग ते वांगी घेऊन यायची अन् जसे आणले, तर मग आजी काय करायची तोपर्यंत, कांदा आहे, त्या चुलीमध्ये टाकून द्यायची कांदा, जळायला. तो कांदा जळायचा हां, म्हणजे तो अर्थात भाजला जायचा, पण माझ्या दृष्टिकोनाने असं वाटायचं तो कांदा जळायला कशाला टाकला त्याच्यामध्ये.
हं. हां. कांदासुद्धा. हां, हं. जळतंय. हां, हां, हां. <chuckles> म्हणजे वरचा जो लेयर आहे तो काळपट होत असेल, त्यामुळे तुम्हाला असं वाटत होतं, की कांदा कशाला जळवत आहे बा?
मग ते हो. त्याच्यात कांदा मग खोबरं त्याच्यामधून काही लसूण भाजणं झालं, मग ह्या छोट्या तयारी ती पहिलीच करून घेतात. मग त्याच्यानंतर ते राखेमधून काढणं ते थंड करण्यासाठी असं मातीचाच असायचं सगळं श घ घर सारवलेलं असायचं मातीनं. बाजूला ती काढून ठेवायची आणि मग बाबा वांगी आणेतोवर मग ती तयारी करून ठेवायची आणि जसे आजोबा आले
हो. हम्म. बरोबर. हो.
ते वांगे काय करायची ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. त्याला मस्तपैकी ते वांगे अ, जे धुतल्यानंतर चांगल्या एका कपड्यानं पुसून घ्यायची आणि मग ती वांगी सुद्धा त्या चुलीमध्ये टाकून द्यायची.
हं. अच्छा, मग हे सगळं हं.
प्रश्न पडायचा म्हणाला ही काय करतीय नमकी हे सगळं एक-एक करून सगळं चुलीत टाकते आहे म्हणलं.
हं, हं. <chuckles>
पण ती वांगी ती भाजून काढायची चुलीतले आणि ते वांगी भाजल्याच्यानंतर मग त्याच्यावरचं जे आहेत, त्याचे छिलटे, ते काढून घ्यायची
बरोबर. हं. हं.
आणि त्याच्यानंतर एक जुनी कढाई अ, एक जुनी कढाई असायची आणि भांडं असायचं जुनी काढायची अशी त्याला माती लावलेली असायची की जेणेकरून ते जास्त जळू नये, पण एक चांगलाच टेस्ट यायचं त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये ती वांग्याचं भरीत बनवायची. आणि त्याच्यानंतर जे वाटण, घाटण जी प्रक्रिया असायची ना ती पटकन जाऊन ते दगडाचा पाटा असतो आता काय माहिती आहे आता आता आपण मिक्सर, ग्राइंडर ह्या सगळ्या गोष्टी वापरतो ते आणि मोस्टली आपण काय करतो ना आपण रेडीमेड पेस्ट वापरतो त्यावेळेस तसं काही सुविधा नव्हती पण ती त्या दगडी पाट्यावर काय करायची
हो, हो. बरोबर. हो, हो. हं. हं, हं. बरोबर. चव. हां.
हे सगळं वाटून घ्यायची
हं.
की जे मसाले अ, काढलेले होते ना, त्याला कांदा भाजून घेतलेला होता, अ, लसूण भाजून घेतलेला होता, त्याच्यानंतर मग कोथिंबीर, हिरवी मिरची हे त्याच्यामध्ये टाकून ती व्यवस्थित त्याचं जे आहे ना, त्या दगडी पाटावर पेस्ट बनवून घ्यायची चांगला आणि मग त्या कढईमध्ये तेल टाक तेल टाकून जे आहेत, मग बाकीची जी अ, सामग्री असायची ती त्याच्यामध्ये टाकायची आणि मग ते वांगे ती तसेच टाकायची आणि काय करायची त्यावेळेस एक
अच्छा. हां. हं. हां. अच्छा. हं.
ग्लास म्हणता येईल किंवा मग छोटा तांब्या असायचा, पितळाचा. त्या पितळाच्या तांब्यानं ती, ती वांगी जी आहे, ती ठेचायची, त्या कढईमध्ये. वरून दाबायची त्याला. जेणेकरून ते पूर्ण, मॅश होऊन जायचं, चांगल्या पद्धतीनं आणि मग त्याला थोडंसं वाफेवर ठेवायची आणि मग ते थोडासा वेळ आल्यानंतर ते झालं की मग ते छोटं जर गॅस आहे, छोटा गॅस म्हणतो ते छोटं चुलीचं हे आहे, त्याच्यावर ठेवायची, की जे एकदम कमी फ्लेममध्ये जे आहे, ते हळू-हळू-हळू होत राहील आणि मग इकडे आजी बाजरीच्या भाकरी करायला घ्यायची पटापट-पटापट.
हां. अच्छा. हं, हं. हां. हं, बरोबर. हां, हां. चूल. हां, हां. हां. अरे, वाह! वाह! वाह! बाजरी आणि भाकरी आणि ते भरीत, एकच नंबर. <chuckles>
मोठ्या-मोठ्या भाकरी. ते मोठ्या-मोठ्या भाकरी करायची, एकदम कडक अशा फुगून यायच्या त्या भाकरी, एकदम एवढी स्पीड होती ना आजीच्या हाताला, की 4 पाहुणे काय, 10 पाहुणे बी आले ना, तर 10 पाहुण्यांचा स्वयंपाक पटापट-पटापट करून टाकलं. पण आजकाल काय, आपण चहा करायला सुद्धा गेलो, तर आपल्याला अर्धा तास लागून जातो.
बापरे! <chuckles> नक्कीच, मग मला एक अ, म्हणजे हं विचारायला आवडेल, की जसे की आजीचा तर तिकडे एका चुलीवर समजा अ, भरीत शिजत आहे हां आणि आजी हातामध्ये अशी भाकर थापत आहे हां, म्हणजे तवा वगैरे गरम झालेला. तर तुमच्या मनात काय चालायचं, म्हणजे किती प्रतीक्षा राहायची, की कधी ते, म्हणजे भाकरी शिजते? ना, मला कधी खायला मिळतो, असं काही?
मग ती त्या बाजरीच्या भाकरी झाल्या आजी तवा सुद्धा नाही वापरायची.
मग कशावर करायची?
ती त्याच्यावरच भाजून काढायची ती. आहारावर म्हणा किंवा मग ते आगीचा जो फ्लेम आहे का, त्याच्यावरती भाजून काढायची ते असे 2 हां. ते काय असे
अरे वाह! निखारे.
2 2 अ, हं निखारे म्हणा काय म्हणा त्याच्या, त्याच्यावर आणि सुरुवातीला काय असायचं 2 अशा काळ अ, जसं आपण आता सध्याच्या घडीला गॅसवर आपण ठेवतो ना की ते बर्नर टाइप येतं की छोटंसं आपण, हां, तर त्यातला काही प्रकार होता. तो लोखंडी लोखंडी जाळी म्हणा काही म्हणा त्याच्यावर टाकून ती भाजायची, तर प्रॉपर ह्याच्यावर भाजली जायची. त्याच्यानंतर मग ती निखाऱ्यावर ठेवायची साइडला भाजायला.
हं. काळ्या. बरोबर-बरोबर. हा, कळलं मला हां. हं. हं, हं. पोपडा यायसाठी.
पोपडा येण्यासाठी, अगदी बरोबर. त्याच्यानंतर मग ती ते गरम-गरम भरीत
अरे वाह! हं.
त्याच्यानंतर त्याच्यासोबत थोडंसं लोणचं, मिरचीचा ठेचा कंपल्सरी, शेंगदाण्याची चटणी, त्याच्यावर ते भरीतावर वरून तेल टाकायची आणि त्या ठेचावर.
हं, हं. <chuckles> एकच नंबर. आता तुम्ही सांगताय ना, असं वाटतंय तुमची आजी आता स्वयंपाक करावं आणि मीच तिथे जेवण करायला जावं. खरंच, खूप छान.
अगदी. आणि का काय माहिती की ते चुलीवरचा स्वयंपाक म्हणा किंवा मग अ, कुठल्याही प्रकारचा रेडीमेड मसाला न वापरणं म्हणा, सगळं घरगुती पद्धतीनं करणं. काहीच अ, गोष्टी अशा आर्टिफिशियल नाही. लाल तिखटसुद्धा नाही त्याच्यामध्ये. मी तुम्हाला सांगतो की लाल तिखट बी त्यावेळेस असं होतं की ते हिरव्या मिरच्यांचा वापर जास्त करायचे आणि जे लाल तिखट असायचं ते कुटायचे ते. जसं अशी काही पेस्ट नाही व्हायची, ती कुटून वापरायचे. पण ते चुलीच्या निखाऱ्यावर जे आहे ना, ते जे भाजलं जायचं ना, त्याला थोडीशी राख लागलेली असायची त्या
हां. बरोबर. नक्कीच. अ, बरोबर. बरोबर. नक्कीच.
भाकरीला म्हणा किंवा मग ते एक, काय होतं काय माहिती पण जेव्हा मी ते पहिल्या वेळेस खाल्लं, त्याच्यानंतर जे प्रेमात पडलो त्या भरीताच्या मी बऱ्याच वेळा आईला सांगितलं, आई चांगले बनवती, पण ती जी एक चव होती ना, त्या चुलीवरची, त्या आजीची, ती सर नाही भेटली. ती खरंच कधी नाही खायला भेटलं मला.
हं. हं, हां, हां. हां. आजीसारखं हां. <chuckles> बरं मग आता इतक्या वर्षानंतर जेव्हा कधी असं बाहेर कधी कधी म्हणा, असा भाकरी किंवा भाकरी आणि भरीताचा विषय निघतो तेव्हा म्हणजे काय येतं नेमकं मनामध्ये?
अ, एकदम चटकन-पटकन मला माझी आजीच आठवती लगेच, की अ, कारण की अरे! की आजी आठवती आणि मला ती काय, काय माहिती थोडंस इमॅजिनेशनमध्ये चालला जातो. मला ती गावातली चूल आठवती. त्या घरामध्ये झालेला धुवा, मातीचे घरं आणि तिथे एक छोटासा असा मी बसलेला दिसतोय चुलीच्या बाजूला. असं सगळं मला एकंदरीत आठवतं.
हो ना, नक्की, स्वाभाविक आहे. हां. <chuckles> नक्कीच. मग मी मला विचारायला नक्की आवडेल, की आता जसं तुमचं गावचं घर किंवा आजी, तर तुमच्या आजी अजूनही आहेत का आणि तुम्ही त्या गावामध्ये जात असता का?
अ, आजी आहे अजूनही आणि गावात अ, शक्यतो लवकर जाणं नाही होत, पण ते गावाचं घर काय आहे ना, आता ॲडव्हान्स होऊन गेलेलं आहे. तसं सांगायला गेलं तर आता काय. ते मातीचं घर नाही राहिलं पहिले जसं मातीचं घर होतं, लाकडाचा माळा होता, आता त्या गोष्टी नाही राहिल्या. तर त ते चेंज झालं आता ते त्या घरांना आता सिमेटाचं घर झालंय खाली-वर थोडंसं आणि आजी काय वयस्कर असल्यामुळं ती स्वयंपाक कर अन् ते चुलीही नष्ट चुलीही नाहीशा झाल्या आता गावातल्या घरातून स थोडक्यात सांगायचं गेलं तर.
हं. अच्छा, हां, हां. हो. अ, बरोबर. नक्कीच. हो. आणि चूल अशी घरात राहतच नाही राहिली तरी ना, म्हणजे घर काळं नव्हे होवो म्हणून ते एखाद्या कोपऱ्यातच ठेवली जाते आजकाल, नाही का? गावामध्ये चूल पहायला जरी मिळाली तरी.
हो, आता काय माझे लहान काका तिथं राहतात, ते गावातल्या घरांमध्ये, तर तेच सगळे देखरेख करतात, शेती पाहतात, तर मग त्यांनी काय त्यांनी आता बदल करून घेतलात, घर, पक्कं घर बांधू म्हणजे पक्कं घर बांधून घेतलंत. मग आता त्यांच्या सोयीनुसार तसं ते ठेवतात. तर आपल्याला आता काही सांगून असं आपण काय एखाद्या वेळेसच जातो ना 2-4 वर्षातून, 5 वर्ष, तर आपल्याला काही सांगणं काही योग्य पडत नाही.
हं. हां. <chuckles> अ, बरोबर, नक्कीच. ओके, नाही अ, मला म्हणजे विचारायला आवडेल, हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल, की म्हणजे अ, जर अ, तुम्ही तुमच्या आजीपासून म्हणजे भरीत बनवणं मग शिकलाय का?
आणि लहान होतो त्याच्यामुळं असं काही शिकण्याची हे नाही झाली. पण मी ते बघितलं तर माझ्या अजूनही डोळ्यासमोर आहेत. तर मी बऱ्याच वेळा असं डिस्कस करायचो माझ्या आईसोबत, की "बाबा, असंच का होतं, तसंच का होतं." मग ती आई सांगायची, "अरे ते आजीचं प्रेमही असेल आणि ते जे वातावरण होतं ना, त्यावेळेसचं किंवा त्या वांग्यांचाही जादू असेल म्हणे. ते नदीकाठची वांगी आहे ती"
हं. हं, हं. हं, नक्कीच. <chuckles> खरंच, खूप छान. हो, अ, मला विचारायला आवडेल असं, की आता समजा आजच्या जगामध्ये नाही का, जे आता पारंपरिक पदार्थ म्हणा पिठलं-भाकरी जसं तुम्ही सांगितलं. कुठे ना कुठे हे अ, पदार्थ मागे पडताना पण दिसतय, नाही का. तर अ, तुम्ही काय सुचवाल म्हणजे या पदार्थांचं म्हणजे परत जर का आपल्याला आधीच्यासारखं करायचं असेल, तर आपण नेमके काय उपाय करायला हवेत?
"की तेही असू शकतं म्हणून."
जेणेकरून आपल्या आजीच्या रेसिपीज आहेत, त्या जपल्या जाईल किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेण्यात येईल?
हां. शक्यतो काय आहे ना, आपण हे पदार्थ घरात बनवायला सुरुवात केली पाहिजे आणि काय घर घरात बनवल्याच्यानंतर काय सहकुटुंब बसून हे खायला पाहिजे कारण की ज्यावेळेस सहकुटुंब बसतो ना, आपण तर गप्पा होतात, गोष्टी होतात, जुन्या आठवणी निघतात आणि हे सगळं बघून आपले जे मुलं आहे ना, त्यांनाही कुठं थोडा बहुत इंटरेस्ट येतो आणि त्यांनाही थोडीशी युनिक काहीतरी खायला भेटतंय, असं थोडंसं वाटतंय. कारण की आजकालची मुलांना काय फास्ट फूड, चाइनीज सगळं असं झालेलं आहे आणि आपल्याला विसर पडतोय, याला आपणच कारणीभूत, याला आपणच जिम्मेदार. आपण ह्या गोष्टी शक्यतो बघत नाही.
अरे वा! नक्कीच. हां. हं. हो, नक्कीच. अगदी अ, म्हणजे योग्य असं बोललात. तर अ, तुमच्या आजीच्या म्हणजे स्वयंपाकातले ते भरीत भाकरीची गोष्टी ऐकून ना आणि तुमचं ते गावचं माळ म्हणजे लाकडी माळ्याचं घर ऐकून, मला ना, एकदम माझं लहानपण आणि माझंच घर आठवलं. कारण माझंही लहानपण जे होते ना, अशाच घरामध्ये गेलेलं आणि मलासुद्धा आ माझ्या आजीची आठवण झाली. तर अ, तुम्ही खूप छान बोलला आणि ऐकूनच तुमचं बोलणं खूप छान होतं. तर अ, आपल्याशी बोलून खूप आनंद झाला आणि आपले खूप-खूप आभार
नक्कीच. मलाही तुमच्याशी बोलून फार छान वाटलं आणि नक्कीच पुन्हा बोलायला आवडेल. तुमचं खरंच मनापासून आभार आणि फार, फार धन्यवाद. पुन्हा भेटूया.